कधी-कधी मोठ्या प्रवासात छोट्या प्रवासात अपघात होता, होता वाचतो. पण तो आपल्यावर एक फार मोठा परिणाम करून जातो. तर असा काही प्रसंग तुमच्या जीवनात आलाय का? आणि त्याबद्दल तुम्ही आम्हाला सांगशील माय सांगाल का मला?
हो नक्कीच अ, माझ्याही आयुष्यात असाच एक प्रसंग झालेला, की तो अपघात होता-होता थोडक्यात टळला गेला आणि सुदैवानं काही जीवितहानी नाही झाली, काही फार मोठं नुकसान नाही झालं पण त्या अपघातातून तून हे असं शिकायला भेटलं, की बाबा आपण काही ज्या छोट्या-मोठ्या शिल्लक ज्या आपल्या गोष्टी असतात की जेणेकरून, अशी काही अपघातासारखी मोठी घटना, की कोणाच्या जीवावर बितू शकती, असं काही त्याच्यातून शिकायला भेटलं मला.
हो. बरं. हं. हो. पण तुमचं वाहन कुठलं होतं?
अ, आमचं वाहन कार होतं. फोर व्हीलर होती.
ओके.
आणि समोरचं जे वाहन होतं ती ग गव्हर्मेंट बस होती.
हो. मग ते ड्रायव्हर तर काय ते बिनधास्त असतात. कारण त्यांना
<chuckles> ते बिनधास्त असतात त्यांना काहीच हे नसतं, त्यांना रोजचा रूटीन असतो आणि एका प्रकारे म्हणायला गेलं, तर काय एकदम ते सराईत म्हणजे त्यांचं प्रोफेशनच ड्रायव्हिंगच असतं जेणेकरून त्यांना चांगल्याच ड्रायव्हिंगबद्दल चांगल्या स्किल्स असतात. मला असं वाटतंय <chuckles> आपल्याबद्दल.
हो, हो बरोबर. <coughs> पण अ सारखं ड्रायव्हिंग करून, कधी-कधी त्यांचा तो अ, हे झालेला असतो. लहान वाहनाकडे काय बघायचं वगैरे, असं पण होऊ शकतं. अ, तर सांगा ना, मला की अ, नेमकं काय झालं? मला खूप उत्सुकता वाटतेय.
हो, नक्की. अ, नक्कीच. अ, सांगायला मला नक्कीच आवडेल, की काय झालं होतं ना की अ, मित्राचं लग्न होतं. तर त्या लग्नानिमित्त आम्ही काय केलं, तर आम्ही ठरवलं होतं की त्या लग्नाला जायचं. आणि एक दिवस त्याचं लग्न जे होतं, दमनला होतं.
हं. अच्छा दीव-दमण तिकडं. हां.
गुजरात. हां, दीवदमण. हो, केंद्रशासित प्रदेश आहे, तिथं होतं त्याचं लग्न. आणि मग अ, आम्ही काय झालं, की आम्ही एक दिवस अगोदर लग्नाला जाण्यासाठी निघालो महाराष्ट्रातनं. आणि मग अ, जाताना काय झालं की आम्ही थोडासा अ, लॉँग रूट घेत घेण्यात आला आमच्याकडनं. की आम्ही थोडं वेगळ्या मार्गाने गेलो, की जेणेकरून काय होईल थोडासा प्रवास आमचा ल लांबचा झाला. आणि
बरो हां.
आम्हीला आम्हाला, पोहोचायला त्या ठिकाणी थोडासा उशीर झाला. मग तिथे गेल्यावर कळलं की नाही अजून असा एक रस्ता होता की जेणेकरून तुम्ही सापुतारा मार्गे आले असते, तर तुम्हाला थोडंसं फिरायलाही भेटलं असतं, नाशिकद्वारा तुम्ही मग परत जाता आलं असतं तुम्हाला. हा रूट चांगला होता असं त्यावेळेस सुचवलं बऱ्याच जणांनी की "तुम्ही इकडनं उगाच येत बसले, रोडचे काम चालू आहे आणि एवढे काही रस्ते काही व्यवस्थित नाही आहे, या भागातले, महाराष्ट्रातून तुम्ही येतात वगैरे त्या भागाला." मग अशी ती पहिलीच कल्पना होती. मग त्यादिवशी आम्ही तिथं पोहोचलो त्यादिवशी झालं मग आमचं अ, दमनला पहिल्या वेळेस वेळेस गेलो बीचेस-विचेस होते, थोडं बाहेर हिंडणं, फिरणं, खाणं-पिणं, रात्री बराच काही उशीर झाला. आणि दुसऱ्या दिवशी
हां, बरं. बरं. बरं.
ते दुपारचं लग्न होतं. तर मग आम्ही ते दुसऱ्या दिवशी दुपारचं लग्न अटेंड केलं म्हणजे सकाळपासूनच उठलेलो आम्ही, थोडंसं बाहेर फिरायला गेलो, थोडी शॉपिंग-वॉपिंग केली. मग आलो आम्ही, ते दुपारचं लग्न लावलं. आणि जेणेकरून काय होतं, की आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं, पण ते काय म्हणतात ना आता मित्र आहेत बरेच जण असे असतात, की त्यातला मग एकाचा असा निर्णय झाला, की "नाही, नाही. आपण आजच निघूया. आता ठीक आहे. आता दमन बघितलं आपण मग, सिलवास पण पाहूया म्हणून जाऊन सिलवासला 1 दिवस थांबू. सिलवासला रात्री मुक्काम करू आपण. किंवा मग एक काम करू आपण, सरळ-सरळ जे आहे की आता निघू आणि मग थेट जे आपण नाशिकमध्ये थांबू." नाशिकमध्ये थांबण्याची व्यवस्था होती आमची तशी, ओळखीपाळखीचे होते आणि मित्रही होते 1-2. तर आपण त्यांच्याकडे जाऊ म्हणे. कसंही करून म्हणे रात्री तिकडं तिकडं जाऊ म्हणे, आपला 1 दिवस वाचेल. आणि आपल्याला तिथं दुसरीकडे काही एन्जॉय करता येईल म्हणे नाशिकला. किंवा मग सापुताऱ्याला चालले जाऊ म्हणे आपलं, जसं काही जो काही प्लॅन होईल तेव्हा. तर
हं, हं. <coughs> <coughs> बरं. ओके.
झालं असं, की आता मग सगळेच जण थकलेले होते त्यादिवशी फार, आदल्या दिवशी फार स्ट्रेस झाला होता, फार लेट नाईट झालं होतं. तर मग आमचा असा विचार चालू होता, की "बाबा, नको आता एवढे थकलेले आहे कोण गाडी चालवणार? कोण हे करणार?" पण ते काय त, स असतात ना कोणी-कोणी हौशी असतचं, ते म्हणे "नाही, नाही. मला सवय आहे, मी नेहमी ड्रायव्हिंग करतो." असं-तसं आणि त्याच्या ड्रायव्हिंगबद्दल ठीक आहे, बघितलं होतं त्याला बऱ्याच वेळा. पण असा लांबचा प्रवास करताना त्याची काय सावधगिरी, काय नाही? ते नेमकी नव्हती बघितली आम्ही, तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि आम्हाला निघायलाच उशीर झाला थोडासा, तिकडनं. पुन्हा संध्याकाळ
हो, बरं. बरं, बरं. म्हणजे किती वाजले?
आम्हाला निघायला जवळपास, 9:30-10:00 तिथेच झाले होते, दमनलाच.
अरे बापरे! मग ती काय ना, झोपेची वेळ येते ड्रायव्हिंग करताना. बरं.
आणि नक्कीच, तो तार येतोच झोपेचा. आणि तसंच अ, तसंच काही झालं आता, तो नेमकं आता त्यांना तर काय. मग असंच आम्ही रात्रीचं निघलो आणि जाम थकलेलो होतो. हात, पाय ते दिवसभर ते डान्स वान्स केला. आम्ही आदल्या दिवशी रात्री पण काय झालं होतं, ते पार्टी-वार्टी झालेल्या आहेत सगळ्यांच्या. तर ते सगळंच ते एकूण एक सगळंच तो ताण होता. आणि मग ते जेवण-बिवण मी एकदम व्यवस्थित झालेलं सगळं चांगलं आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवातीला तर काही वाटलं नाही थोडंसं 2 अडीच तास तर 2 एक तास तर समजा सगळ्यांनी साथ दिला मग त्याच्यानंतर कोण कधी झोपला आम्हाला काहीच माहिती नाही. आणि तो चालवणारा होता, जो मित्र ज्याच्या भरवश्यावर आम्ही निघालो होतो. तो एकटाच गाडी चालवत होता. आता त्याचा नेमका डोळा लागला का, तो त्याच म्हणणं असं होतं, की बसवाल्याची चुकी आहे. तर एकदम रात्रीचा जोरात असा आवाज झाला
बरं. बरोबर. हां.
आम्ही सगळे गाढ झोपलेले आणि जोरात असा आवाज झाला. तो खतरनाक एकदम, की सगळं सामान जिकडं-तिकडं. आम्ही एक-दुसऱ्यांच्या अंगावर सगळं. आणि असं वाटलं की नाही का, की दबून एका बाजूला एका बाजूला पूर्ण कारचा तोल गेलेला पूर्ण, एका साईडला.
हो. बरं. पण काय घाट वगैरे होता का? डोंगर होता का? का अ, प्लेन रस्ता?
अ, डोंग डोंगराचा डोंगराचा भाग आहे ना, नुकताच संपायला आलेला होता. म्हणजे उतारावरच होतो आम्ही नेमकं की जिथं डोंगर संपतच होतं. डोंगर ॲक्चुअली बरं झालं डोंगरात नाही झालं काही, पण ते डोंगर संपतच होतं एकदम उताराचा भाग होता थोडासा. तर तिथं ती घटना घडलेली सापुतारा उतरताना नेमका. सापुतारा उतरतो आणि महाराष्ट्राची बॉर्डर तिथून थोड्या अंतरावर महाराष्ट्राची बॉर्डर सुरू होती. असा थोडाच डिस्टन्स होता. मग तिथं ते गाडीचा कंट्रोल गेला. गाडी एक साईडला गेली. आणि बराच वेळ आम्ही गाडीमध्ये तसेच होतो. कारण की आम्हाला ते सुचवतच नव्हतं आता काय करायचं? कारण की एकतर झोपेत होतो. झोपेतून एकदम अचानक उठलो आणि काही कळायला काही अंधारामुळं काही कळायला काही कल्पनाच नव्हती, की काय झालं म्हणून ती गाडी एक साईडला म्हणजे 2 चाकांवरच गा गाडी झालेली ती अशी. पूर्ण पलटी नाही झाली ती, अर्धी पलटी झालेली गाडी ती आणि मग हां.
हो. बरं. हो. हं, हं. अरे बापरे! पण आवाज? काय धडक झाली होती का?
अ, धडक नव्हती झाली. ती गाडी आहे ना, रोड सोडून अ, जो बाजूचा जे असतं ना, कच्चा जे रस्ता असतो ना. कच्चा रस्ता, तिथं ते मातीचं ढिगार होतं. त्या ढिगाराला ती गाडी जोरात धडकून ती गाडी पलटी पलीकडे शेतामध्ये पलटी झालेली.
अरे बापरे! पण मग अ, बरं झालं म्हणजे तुमची धडक नाही झाली. त्यामुळं नाहीतर अजून नुकसान झालं असतं म्हणजे.
धडक झाली असती, तर मग बहुतेक चांगलाच मोठा अपघात झाला असता तो किंवा कदाचित काही दु जीवितहानीही झाली असती. जीवितहानी म्हणजे, की जो चालवणारा होता त्याची तर झालीच असती. त्याच्यासोबत जो होता समोरचा त्याच्याही जीवाला काही ना काही झालंच असतं. कारण की काय आहे ना, एक अजून एक गोष्ट अशी घडली होती. जो चालवत होता ना, त्यांना सीट बेल्ट नव्हता लावलेला.
हं. हां.
त्यांनीही नव्हता लावलेला आणि त्याच्यासोबतचा जो बसलेला होता समोर, तो झोपलेला व्यक्ती त्यानंही काही सीट बेल्ट लावलेला नव्हता.
अरे बापरे! हे तर म्हणजे अगदी बेसिक आहे हो. हे हं.
हां, सोप्या साध्या सोप्या गोष्टी आहेत ना, त्या करायला पाहिजे होत्या आपण आणि त्या केल्या नाही आणि सुदैवानं असं काही झालं नाही. पण मार वार थोडासा बराच बऱ्यापैकी लागला होता त्या समोरच्या दोघांना आणि पाठीमागं आम्ही होतो. तर आम्हाला काही एवढं काही लागलं नव्हतं. थोडं थोडंबहुत आम्हाला जे काही लागलं होतं. गाडीच्या काही का काचा फुटल्या गेल्या होत्यात. समोरची काच फुटल्या गेली होती पण ती पूर्ण फुटल्या न गेली. ती टिचून गेली होती पूर्ण. ते त्याच्यामध्ये काय पॉलिथीन असते ना, की जेणेकरून ती काच तुटून येत नाही मध्ये. पण साइड विंडोज जे असतात ना. ते साईड विंडो अ, ड्रायव्हरच्या बाजूच्या त्या साइड विंडो त्या फुटून गेल्या होत्या. त्या बाजूला ती गाडी कलटी पलटी झाली होती. आणि मग बऱ्याच वेळानंतर काय झालं, त्या आवाजामुळं काय झालं, ते शेतात राहणारे अ, जे लोकं होते ना, ते आले तिथं. ते आले त्यांनी बघितलं, की गाडी असं असं झालेलं आहे ॲक्सिडेंट. मग त्यांनी ती गाडी सरळ केली. मग बघितलं त्यांनी कोणाला काही किती जास्त काही लागलं आहे, नाही लागलं आहे. मग, ते मोबाईलवरून आम्ही ते अ, पोलिसांना फोन केला, की असं अशी घटना घडली म्हणून, की मग ते तिथं हां, त्यांनी विचारलं, की "बाबा किती काय जास्त लागलेलं आहे?" काही सांगितलं आम्ही, "थोडाबहुत मार आहे. मुक्का मार आहे. थोडाबहुत लागलंय म्हणून थोडंसं" होतंय. पण असं काही विशिष्ट काही नाही. त्याने ठीक आहे. आम्ही तिथं पेट्रोलिंगची गाडी तुम्हाला पाठवतो. तिथं पेट्रोलिंगची गाडी जवळपास जी पण असेल जवळ तुमच्या, ती पाठवतो. मग ते सापुतारा घाटामध्ये काय आहे ना, गा गाड्या रात्रंदिवस ते अ, टुरिस्ट प्लेस असल्यामुळं काय आहे ना, थोडीशी वर्दळ असते आणि ते पेट्रोलिंगच्या गाड्या सतत चालूच असतात. ते काय अवघ्या 10-15 मिनिटाच्यानंतर तिथे एक ती गाडी आली.
हो. हो. हं. हां, हां. हायवेच्या. हं. हं. हां, हां. बरं.
हां, गुजरात स्टेटची गाडी होती ती. ते तिथं आली. त्यांनी बघितलं कसं काय झालं. मग आता जो चालवत होता, आता सुदैवानं काय आहे, की ड्रिंक-व्रिंक केलेलं नव्हतं पहिली गोष्ट तर. त्याच्यामुळं काय झालं ना, की मग अशी काही भीती नाही जाणवली, की बाबा पोलिसांना फोन करायचा आहे, की काय होईल? ड्रायव्हर पिलेला आहे काय होईल? तर मग सुदैवानं तसं काही नव्हतं. मग त्यांनी विचारपूस केली. त्याला विचारलं, "बाबा काय होतं नेमकं तू सांग." मग त्यानं सांगितलं, की "बाबा ती अ, जी बस होती. बस होती" म्हणे "ती. गव्हर्नमेंट बस होती. ते एकदमच हे आली म्हणे आणि टर्न घ्यायला काही जागाच नव्हती नाही तर मग माझ्याकडनं ते थोडंसं कंट्रोल सुटला" म्हणे "आणि मग मला रोडच्या खाली घ्यावी लागली म्हणे कदाचित." त्यांना थोडंसं कळून चुकलं. त्यांनी म्हणले, "नाही खरं खरं सांग. तू तर नव्हता झोपला? तुझे डोळे तर नव्हते लागले? की बस बघितली बसचा नंबर दे." पण ते एवढं काही शक्यच नव्हतं. त्याच्यामुळं मग पुढं काही कारवाईची काही शक्यता झालीच नाही. मग त्यांनी बघितलं. त्यांनी थोडेसे डॉक्युमेंटेशनचं बद्दल विचारलं. गाडी कोणाची आहे? कोण चालवत होता? मग कागदपत्र आहे का गाडीचे? जो चालत होतं त्याच्याकडं ड्रायव्हिंग लायसन्स आहे का? हे विचारपूस केली त्यांनी. फर्स्ट एड बॉक्स त्यांच्याजवळही होता. त्यांनी त्याच्यातून मग थोडंसं मदत करण्याचे प्रयत्न केला, की बाबा तुम्हाला फर्स्ट एड बॉक्स आहे म्हणे. तुम्ही थोडंसं बँडेज-वँडेज लावून घ्या. ज्या ड्रायव्हरला आणि त्याला थोडंसं लागलेलं होतं एका मित्राला.
हो. हं. हं. हं, हं. हं. बरं, तुम्हालाही लागलं होतं का? हं.
अ, मला मुक्का मार लागलेला कारण की मी काय मी हं, पाठीमागच्या सीटमध्ये दोन्ही मित्रांच्या मधोमध बसलेलो होतो त्यावेळेस तर असं झालं, की ते अ, थोडं दबल्या गेल्यामुळं थोडंसं ते होतच ते, एका हाताला मला थोडंसं हे जाणवलं होतं बऱ्याच दिवस, की लागलेला आहे म्हणून तो. पण ते मुक्का मार होता तो, थोड्या वेळानंतर मग तो ठीक झालेला.
हां. पण हाड वगैरे नाही मोडलं कोणाचं किंवा काचा घुसल्या असं काही नाही.
हो, हाड हाड वाड नाही मोडलं. ते सुदैव चांगलं आमचं काहीतरी ते काय म्हणतात? काहीतरी नशीब चांगलं, की अशी काही जीवित हानी नाही झाली. पण मग त्या रात्री फार काही त्रास झाला. मग त्याच्यानंतर झालं असं की
खरं आहे.
ती गाडी न्यायची आम्हाला टो करून मग ते टोइंग ची गाडी पाहावी लागली.
अच्छा! गाडी काय चालवण्याच्या स्थितीत नव्हतीच का? का काचा वगैरे फुटल्या होत्या त्यामुळं?
काचा अ, काचा आणि ते फुटलेल्या होत्यात आणि तिचं जे अ, इंजन ऑईलच अ, इंजन ऑईल आणि ते रिफ्लेक्टर असतं ना ते कामातून गेलेलं होतं तिचं. कारण ती गाडी रोडच्या खाली गेली आणि ती काय दगडदुगड काय लागले काय माहिती ते, कशाला धडकल्या गेली? काय, काहीच कळलं, कळलंच नाही ते, त्या रात्री ते. तर चालवत होता त्याला आयडिया आले असेल त्यानं गाडी घेताना काय केलं काय नाही ते. पण मग ती गाडी चालवण्याच्या स्थितीतच नव्हती ती. सगळं इंजिन ऑईल ते आमच्या सगळं समोरच तिथे सगळं ते जमा झालेलं होतं खाली ते हां.
सांडलं. हां, फुटलं असेल ते. हं, बरं.
मग त्याच्यामुळे मग ते गाडीची टोइंग-वोइंग करायला आमचा दुसरा दिवस अक्षरशः अर्धा दिवस वाया गेला आमचा दुसऱ्या दिवशी. या सगळ्या प्रोसेसमध्ये. मग घरी ह्या गोष्टी सांगाव्या लागल्यात नकळत. मग जे घरच्यांचा राग थोडासा अनावर की बाबा काही केलं आणि झालं असतं. मग ते अ, ज्या-ज्याच्या लग्नाला गेलो होतो, त्याच्या घरच्यांना ती गोष्ट कळली. मग त्याच्यानंतर तेही अ, भेटण्यासाठी घरी आले, की "काय झालंय, काही नेमकं?" मग ते सांगितलं त्यांनी, की "बाबा आम्ही एवढं या लोकांना, या मुलांना एवढा फोर्स केला की तुम्ही नका जाऊ रे बाबा, नका जाऊ. 10:00-10.30 वाजले आणि मुलं काही ऐकायला तयार नाही," म्हणे. "आजकालची मुलं काही ऐकत नाही," म्हणे, "मोठ्यांचं आपण कितीही सांगा," म्हणे.
अच्छा, अच्छा. बरं. बरोबर. काय असतं ना ते तरुण वय पण असतं. तेव्हा आपण काही करू शकतो असं वाटत असतं. आणि मोठ्यांचा सल्ला असतो जो असं होतं तसं आणि नंतर बोलून काय उपयोग हो. तुमचा काही अपघात न होता नीट गेला असतात तर काय कोणी बोललं नसंत. <chuckles> असं पण आहे.
अ, नक्कीच, कुठे ना कुठे हां, पण ती सुदैवानं काही हा जीवितहानी नाही झाली. जीवितहानी सोडा पण सुदैवानं काही एखाद्याला असा काही मार लागला असता, की जेणेकरून त्याचं पूर्ण आयुष्यच खराब झालं असतं ना. कारण की ती सुरुवात होती आयुष्याची. सगळ्यांचं म्हणणं तो राग होता. बाबा काही हात-पाय काही मोडला असता काही झालं असतं विचित्र तर कोण जिम्मेदार होतं याला? तुमच्या आयुष्याला तुम्हीच जिम्मेदार होतात ना.
बरोबर. पण ते वय असतं हो. वयामध्ये सगळ्यांकडून अशा छोट्या-मोठ्या चुका होतात, काही गोष्टी होतात. आणि अ, अपघात काय कधी सांगून होत नाही. मी काही लोकांचं ऐकलंय जे खूप उत्तम गाडी वाहन चालवायचे परफेक्ट सगळे नियम पाळून-बिळून, त्या लोकांचे अपघात होतात. आणि माझ्या नात्यात एक व्यक्ती आहे
अग अगदी बरोबर. अच्छा.
तर ते कधी र रिव्हर्स ते म आ आरसे लावतच नाही, कधीही मागं बघत नाही, नुसतं पुढं बघून चालवायचं.
<chuckles> अरे बापरे!
आणि हायवेला.
अपघातालाच निमंत्रण येतंय.
आ आ आणि 15-20 वर्ष ती गाडी चालू होती, कधीही अपघात झाला नाही तिचा. लोकं काय चुकीचं वाक्य म्हणतात, हॉर्न देतात आणि बाजूने निघून जातात. <chuckles> म्हणजे अ, नशीबात असेल तर अपघात होतो, नशीबात नसेल तर होत नाही. अ असं पण काही लोकं म्हणतात, की "काळ आला होता, पण वेळ आली नव्हती." असं असा प्रकार होता.
अरे हं. अगदी बरोबर. अगदी बरोबर.
तरं अ, ब हा तुमचा एक दुःखदच प्रसंग होता. पण अ, वाईटात चांगलं असं, की कुठलीही हानी झाली नाही. आणि कुठल्याही तरुण व्यक्तीचं अ, कायमचं नुकसान
हं.
अ, अधू पण आलं नाही आणि अ, फक्त तुमचा एक दिवस गेला आणि 4 बोलणी ऐकायला लागली आणि काय नुकसान गाडीचं झालं असेल 5-25,000 तेवढ्यात निभावलं. जे प्राणावर बेतलं आणि शेपटीवर निभावलं, अशी ती म्हण आहे. <chuckles> इसापनीतीतली. <chuckles>
हां, हां. <chuckles> नक्कीच, नक्कीच, नक्कीच.
तर अ, म तुम्हाला हा धडा एक मिळाला आणि त्याच्यातनं तुम्ही बरं झालं सांगितलंत मला ही गोष्ट आणि ऐकायला बरं वाटलं. यापुढं तर मी सगळी काळजी घेत जाईन आणि मला खात्रीच आहे तुम्हाला तर काय सांगायलाच नको. कारण अनुभवातून माणूस शहाणाच होतो.
<chuckles> हो, हो. अगदी बरोबर.
नाही का. भेटूयात परत आपण कधी?
नक्कीच. मलाही फार छान वाटेल तुमच्याशी पुन्हा बोलायला. तुमचे खरंच मनापासून आभार, धन्यवाद.